खूपच कमी झालं आणि माझ्या सासूबाईला थोडं को कोलेस्ट्रॉल पण प पा आहे ना, त्रास आहे ना तर त्याच्यामुळे ते तेल मी वापरते आणि आत आता उरल्या पोळ्या वगैरे जर उरल्या आपल्या ठीक आहे. आपल्या रात्रीच्या पोळ्या उरून गेल्या. मग आता त्याच्यामध्ये आता सकाळी मला नाश्त्याला द्यायचं आहे किंवा मुलांना पण द्यायचं आहे आणि काही गडबडबडमध्ये माझ्याकडून ते झालंच नाही लवकर उठून नाही का. तर मी काय करते ना, जर अ, पोळ्या जास्त उरल्या असतील तर त्यांना मस्तपैकी आपल्या तव्यावरती शेकून घेते अगोदर मग त्याच्यावरती अ, आपले क काकडीचे स्लाइसेस टमाट्याचे आपले कांद्याचे स्लाइसेस असं मस्त टाकून त्याच्यावरती आपली मेयोनीज वगैरे राहतात मग चीज वगैरे राहतात मोझरेला चीज वगैरे असतं. असं मस्त तो लेयर बनवते आणि त्याचा एक मस्त असा रोल बनवते.
हां, हां, हो. अरे वाह! हो. हो. हो. हो, हो. हां. अरे वाह! हं. हो. हां. अरे वाह! फारच सुंदर खूप टेस्टी फील होतंय हे सगळं ऐकून खाऊन बघावं लागेल. <laughs> हो.
हो, रोल. अ, हो, हो, नक्कीच तुम्ही करा खरंच खूप छान लागतं. कारण माझ्या घरामध्ये तर मुलांचं असू दे किंवा माझ्या नवऱ्याचं असू दे, त्यांना हे खूप छान आवडतं आणि असं जेव्हा बनवून देते ना एक तो नाही का अ स्पॅनिश रोल असा तयार होतो. म्हणजे बघा ना, आपली पारंपरिक वस्तू पण त्याच्यामध्ये आहे, थोडा टचअप आणि थोडासा टचअप आपल्या आधुनिक मिश्रितचा पण आहे.
हं. हो. अरे वाह! अरे हो. हो. अगदी छान! म्हणजे आधुनिकतेचं सौंदर्य आहे आणि ती परंपरेला मोडतही नाही आहे आणि एक फक्त आकार देते म्हणता येईल त्याला काहीतरी, छान आहे आणि आजकाल मुलांना तर असं आकर्षित केल्या पाहिजे असेच डिशेस पाहिजे, म्हणता येईल की त्यांना म्हणजे आकर्षण असतं की नुसता पिझ्झा. आता ते पोळीचाही केला तरी तो पिझ्झा म्हणून खाऊन घेणार बाळ. <laughs>
असं काहीतरी. अ, हो. बस, हो. तसं काहीतरी मी करून देते. हो, मी तसच करून देते त्यांना. असं सांगतात का छोटूसा पिझ्झा आम्हाला करून दिला मम्मा ने मग तसा देते त्यांना मी. <chuckles>
हो का? <chuckles> अरे वाह! <chuckles> फारच छान! अ, खूप सुंदर. पण मग आता सण समारंभात अ, जे आपण पारंपरिक जेवण बनवतो अ, त्याच्यात आपण काही आधुनिक करू शकतो का? किंवा तुम्ही करतात का? कारण दररोजच्या आपण घाई गडबडीतल्या जेवणात म्हणजे काहीतरी वापरून घेतो की आता समजा त्याला अ, थोडं लव हे बनवायचं लवचिक तर आपण चीज वगैरे टाकून अस त्याला थोडंसं तसं फॉर्म करून देतो पण मग सणासमारंभाच्या पारंपरिक जेवणात काय बदल करता येईल?
हो. हो. हो नक्कीच. हो.